बापरे! हां, हां, हां, हां. अच्छा. समुद्राची?
कसली रेत आहे, समुद्राची रेत आणि समुद्राची रेत. आता तिथे त्या साइडला लदाखला कुठून आलाय समुद्र, हा प्रश्न पडतो आपल्याला बरं ना? तर मिलियन्स ऑफ इअर्स जेव्हा बोलतात ना आपण थोडं जिओग्राफीमध्ये जाऊ, तेव्हा आपण कसं बोलतात की जेव्हा ते अ, प्लॅटॉनिक काहीतरी ते प्लेट्स जेव्हा एकमेकांना असे क्रच झाले होते, आदळले होते आणि तेव्हा आणि मग त्या काळी तिथे जे समुद्र असेल तेव्हाची ती रेत आजही तिथे आहे. म्हणजे तुम्ही समजताहेत का? ज्या काळात तिथे समुद्र असेल आणि त्या समरत समुद्रातून बनलेले हे डोंगर. डोंगर असंच थोडी ना बनलंय ना ते काहीतरी टक्कर झालेला तेव्हाच बनलेलं.
हो ना. मग? हां. बरोबर, बरोबर. हां. आदळले होते. हां. बरोबर. हां. अरे, बापरे! हो ना. बापरे, नाही बरोबर आहे ना. हा टॅक्टिनीकल प्लेट्स जे आहेत ते एकमेकांना आदळून ते वर उचलल्या गेलेल्या आहेत पूर्ण मधला भाग.
या आणि मग तिथे आहे ना त्या हुंदर जागेवर आहे ना, ते हे असे रेत वगैरे. तर मग मी असा विचार करतो, की आपल्या ह्युमनचे हे मिलियन्स ऑफ इअर्स आधी झाले आहे ना. तुम्हाला मी एक सांगू का? या पृथ्वीवर जर एकही जनावर जर कमी झाला ना, तर हे पृथ्वीला डिस्टर्बन्स होणार, हे वाट लागेल आपल्या नेचरची. पण आपण जर या पृथ्वीतून माणूस जर गायब झाला ना, तर आहे ना मला असं वाटत जुन्या पिशीज परत येऊ शकतात. हे सुंदर होत, डायनोसॉर परत येतील. तर अ, आणि असं होणार. आपली गरजच नाही या लोकांना या पृथ्वीवर आपली गरज मला वाटत नाही. आपण काय करतोय बघा ना, ते तारे बघा, आपण मला असं वाटतं, की कुठूनतरी आलोय, कुठलातरी एखाद्या अ, याच्यावर असू आपण ग्रहावर असू, त्याची पूर्ण तबाही करून इथे आलोय, आता याची वाट लावू.
हं, हं. अरे बापरे! हां, हां, हां, हां, हां. बरोबर, बरोबर, बरोबर. <chuckles> येऊ शकतात. बरोबर. <laughs> हां. ग्रहावर. तिथून हाकलून दिला आपल्याला इकडे. <laughs> कळतंय.
हाकलून द्यायला नाही, अर्धे मेले असतील ते वाचले ते इथे आले, यांना डिस्टर्ब करतोय. आणि मग इथून जाऊ इथंही हे बरबाद केलंय, कचरा केलंय, सगळं काही केलंय तर मग ते तारे आहेत ना, ते बघून हसतात आपल्याला मग रात्री जे चमकताहेत ना ते आपल्यावर ते हसताहेत हे गाढव इथे राहिलेत हे, असं. माता, माता म्हणून स्वतःच्या माताची इज्जत करत नाहीये. पृथ्वीला घाण करून टाकलं आहे. आणि ज्या माता बोलतात, ज्या नद्यांना आपण माता बोलतो त्याला घाण करतोय आपण त्याचीच लक्ष देत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी होताहेत. बघा हे शिकलोय मी त्या ताऱ्यांकडून बघा.
हं, बरोबर. बरं <chuckles> <laughs> नक्कीच, नक्कीच, नक्कीच. हां. खरंच ना. हां, बरोबर. नाही, तुमच्या या तुमच्या या एक छोट्याशा रागामध्ये पण करुणा खूप जास्त आहे बरं का लोकांसाठी आणि ज्यावेळेस तुम्ही तिथे अ, झोपले होते, वरती गेले होते तुम्ही त्या आकाशाला तिथे बघितलं, असंख्य हजारो तारे तुम्हाला दिसले आणि एकदम भयान शांतता म्हणजे एक म्हणता स्मशान शांतता कशाचाच आवाज नाही, काही नाही. आणि इतक्या छान वातावरणात तुम्हाला लगेच शहराचं प्रदूषणामुळे तयार झालेलं जे आहे लाईट पोल्युशन, ध्वनी पोल्युशन, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कंपेअर करताना काय म्हणजे तुम्ही त्यातून सांगू इच्छिता, की अ, लोकांना अ, काय करायला पाहिजे यावेळेस?
हां. हं, हं. हं.

य आता बघा त्याच्यामध्ये शुभ्र तर असतंच. अ, एक तर काय आहे ना, की लद्दाख खूप हाय अल्टिट्यूडवर आहे. अलरेडी ते म्हणजे असं समजू शकतो, की आता आप मी जिथे मुंबईमध्ये, मुंबई जिथं खाली आहे समजा ढगापासून आपण एक साधारण पकडूया, की मुंबईपासून ढग जर 1000 फीटावर आहे. एक्झाम्पल. हा एक्झाम्पल. तर लडाखपासून आपण पकडूया ना, की ढग जे आहे ना त्याच्यामध्ये अंतर 200-200 फीटाचाच असेल फक्त. 800 फीट असं, म्हणजे एक एक्झाम्पल. तर जवळ आहे कारण, की उंचीवर आहे ना एकदम. तर तिथे कसं आहे, एकतर पोल्युशन नाही, केमिकल्स नाही, इंडस्ट्रीज नाही. अ, मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही इतकं सुंदर दृश्य तिथे आहे ना 1 जागा आहे जिथे आम्ही गेलो होतो. हुंदर करून नुब्रा व्हॅलीतून आपल्याला हुंदर, हुंदर, हुंदर.
हं, हं. हां, हां. बरोबर. हां, हां. हं, हं. हं. हां, हां, हां. अरे बापरे! <coughs> हां, हां, हां. अ, कोणती? हुंदर. बरं. हां, हां, हां. हे कुठे येते?
हां, नुब्रा व्हॅली लद्दाखमध्ये अ, तिथून हुंदरच्या इथून जेव्हा आपण थोडं पुढे जाणार ना, तर तिथे आहे ना टुक-टुक व्हिलेज करून आहे. टुक-टुक हां, टुकटुक व्हिलेज जे आहे ना, हे आपल्या भारताचं बॉर्डर आहे. म्हणजे ती बॉर्डर आहे. मग त्याच्यापुढे जर गेलो ना तिथून मग आपल्याला एक लास्ट स्पॉट आहे. तिथून आपल्याला पाकिस्तान दिसतं, म्हणजे आम्ही ते बघून आलो. तर तिथे कसं आहे ना, की अ, त्या हुंदरमध्ये ते म्हणजे एक ते अ, फेमस प्लेस आहे अ, म्हणजे जितकेही पर्यटक आहेत तिथे जातात विजीट करतात. जे लोकं लदाखला गेले आहे ना, मस्ट वॉच प्लेस आहे ते. तिथे काय म्हणजे खास काय? मी तुम्हाला सांगतो. 11:00 वाजतात ना जेव्हा त्या जागेवर, 11:00 वाजून सकाळी 6:00 वाजेपर्यंत, तिथं लाईट कंप्लीटली जाते. पूर्ण ब्लॅकआउट होतो, पूर्ण ब्लॅकआउट, आहे ना. ज्यांच्याकडे जनरेटर वगैरे आहे ते जनरेटर वगैरे लावतात म्हणजे जे बॅकअप प्लॅन वगैरे असेल, पण पूर्ण इथे जाते. तर मग असंच होतं. मी आमच्या ज्या अ, हॉटेलवर आम्ही थांबे थांबलो होतो ना, त्याचं टॅरिस वगैरे होतं तिथे. आणि आम्ही मित्र गप्पा मारत होतो, सगळं काही होतं. तर मग त्या माणसाने आम्हाला सांगितलं, जो तिथला होता ना, त्यांनी सांगितलं, "चला चला वरती जाऊया आपण." बोललो, की "काय झालं?" बोलतो, की "आता लाईट जाणार आहे."
अच्छा. अ, अच्छा. हं, हं, हं, हं. अरे वाह! अच्छा. हं, हं. हं, हं. अच्छा. हं. हं. हं. बापरे! बापरे! हं, हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं.
तुम्ही तो मूव्ही बघ हं.
म्हणजे त्यांना अच्छा. हां, हां. तिथे रोजचाच होता, की म्हणजे रोजच लाईट जाते असं. अच्छा.
रे रेग्युलर, रेग्युलर, रेग्युलर एव्हरीडे एव्हरीडेचं तसं. तुम्ही हा अ, काय तो एक अ, "रबने बनादी जोडी" मूव्ही बघितलंय का?
अच्छा.

अगदीच ना अ, म्हणजे अ, मी सांगेल, की अ, अ, हे अनुभव आता, तर अ, भेटत नाहीये शहरात किंवा जिथे आम्ही राहतो अ, म्हणजे ज्या शहरामध्ये. कारण की इथला ए-क्यू-आय इतका धान झालेला आहे, की तारे तर कधी दिसतच नाहीत, जे तारे लहानपणी दिसत होते. म्हणजे असे बोलतात ना, की लहानपणी शहरात देखील आपल्याला तारे दिसत होते. आता ते, जिथं पोल्युशन कमी आहे, त्या ठिकाणी जर जेव्हा तुम्ही जातात ना, तेव्हाच तुम्हाला आहे ना ते तारे दिसतात, आकाशामध्ये.
हां, हां. बरोबर. हं. अच्छा. हां. हो ना. दिसतात बरोबर. लाईट पोल्युशन खूप जास्त होतंय ना.
खूप, खूप. इतकं पॉल्यूटेड झालंय. पण मी तुम्हाला सांगतो ना, की लहानपणी जेव्हा आम्ही तारे बघायचो ना मला तर गंडवलंय लोकांनी असं मी तुम्हाला सांगेल या ताऱ्यांमध्ये.
हं. अच्छा, म्हणजे कसं? <chuckles>
म्हणजे कसं होतं तेव्हा, तेव्हाची पद्धत होती कदाचित. सायन्सवर कधी लक्ष नाही दिलं. कुणी सांगितलं नाही सायंटिफिक, की हा तारा आहे, हे असं आहे. हे आपली अ, म्हणजे आपली 1 अ, सोलर सिस्टम आहे त्याच्यानंतर मग आपली 1 गॅलेक्सी आहे गॅलेक्सी मिल्की वेमध्ये आहे. मिल्की वे असे ह करोडो ऑब्झो मिल्की वेच युनिव्हर्स बनतं. हे कधी आपल्याला कोणी म्हणजे इतकं इन डेप्थ नाही सांगेल. काय सांगायचंय आपल्याला? ते तो जो तारा दिसतोय ना तो चमकतोय ते तुझे आजोबा.
कसं? हां, हां, हां. हां, हां, हां. बरोबर. हो, हो, हो. हां. <chuckles> बरोबर लहान. <chuckles> तसं बोलतातच.
तो तुझा मामा आहे. हे बघ आणि असं व्हायचं नेहमी असंच व्हायचं ना ताऱ्यांना बघितलं म्हणजे काका-मामा सगळं बघून ठेवलं होतं. मग आम्ही मित्रांमध्ये जेव्हा असायचो ना लहानपणी तर रात्र आम्ही कधी असं झोपायचो किंवा गच्चीवर वगैरे जायचो त्या काळामध्ये. तर मग प्रत्येक जण असं सांगायचं तर मग जो सगळ्यात जास्त चमकायचा ध्रुव तारा सगळ्यात जास्त चमकतो माहिती आहे ना आपल्याला. तर अ, जसं आपल्याला लहानपणापासून सांगितलं, की तो ध्रुव बाळ आहे तो चमकत असतो. आता त्याच्या मागचं सायन्स तर माहितीच पडलंय पण ठीक आहे. तर मग मी नेहमी आहे ना तो जो चा तारा चमकायचा आहे ना, मी सांगायचो, "हे बघ हे माझे आजोबा हे माझे जे जास्त चमकतात ते माझे आजोबा," असं. हां, तर मग हे
सगळंच. हां. हां, हां. हो, हो, हो. बरोबर. हं. अच्छा, त्यामध्ये लागत असतील. <laughs> कोण कोणाचा आजोबा आहे म्हणून?
हां. म्हणजे हां, तर मग आता प्रत्येक लोकांचा मामा-काका सगळं दिसत होतं आम्हाला कोणाची मावशी, कोणाची आत्या, कोणाचा दूरचा चुलता भाऊ सगळं ते आकाशामध्ये होते आणि ते मग आम्ही झोपताना आणि घरचे पण बोलायचे, "ए बघ आ हां, तर आपल्या आजोबा बघतात आ, वरतून झोपायचं, मस्ती नाही करायचं." आणि खरंच आम्हाला असं वाटायचं अरे, यार काही केलं तर ते बघताहेत वरून. म्हणजे असं होतं ते म्हणजे एकंदरीत लहानपणात तो अ, गोडवाच पकडतो मी त्याला, की तशा गोष्टी झाल्या. पण ह्या अ, आकाशातल्या ताऱ्यांचा जो अनुभव मी केला होता ना तो केला होता मी लदाखला.
हां, हां, हां. बरोबर आहे. हां. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. लदाखला लदाखला असा मी ॲक्चुअली लाइक तिथे पोल्युशन तर नाहीच पण आकाश बी एकदम, एकदम शुभ्र असतो इथे.
लदाखला, येस.